स्वतः घेतो, हो. आणि ते ओम, ओम ते तुम्ही म्हणाला सोहम तसं ओम, ओम याला पण काहीतरी विशेष महत्त्व आहे ना ध्यानधारणेत.
हां. आणि जोपर्यंत तुझं हां. हां, हां. अ, हां, आहे ना. तुम्ही ध्यान म्हणजे केंद्रित केलं आणि तुम्ही अ, म्हणतात ना मनातल्या मनात ते गुंजलं तर ते डोक्याला शांती देतो तो नाद.
नाद. हां.
त्याच्या मंत्र असू द्या, नामजप असू द्या. कुठलीही गोष्ट असू द्या. पण मी म्हणतो ते ठीक आहे आता ते गोष्ट आहेत साधू-संत काही म्हणतात करतात. प्रत्येकांना नाही वाटत. आता इतर विषय काय आहे की मला असं म्हणायचंय की प्रत्येक लोकांसाठी ते मेडिटेशन केल्याने काय होतं की दिवस चांगला जातो. आ, आ म्हणतात सकाळी उठून ते करून म्हणतात ना, आ माणसाला फ्रेश वाटतं. श्वासावर लक्ष केंद्रित करणं, श्वासाला थांबवणं आणि सोडणं आणि नाही का ते सेकंदासाठी करणं ते केल्याने काय होतं?
कुठलीही. हां. हां. हो. हो, हो. हो, हो. एक ना असे अ, बरेच फायदे आहेत मला वाटतंय तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्राणायामचे आणि अ, म्हणजे आणि काय तुम्ही असं अ, विशेष सांगू शकाल की त्यांनी अ, तुमच्या म्हणजे आयुष्यामध्ये बराच फरक पडला ध्यान केल्यामुळे किंवा तुमच्या वैयक्तिक अ, मित्रांच्या आयुष्यामध्ये हां.
हो, हो, हो, हो, हो. आणि अ माझं वैयक्तिक म्हटलं ना, वैयक्तिक अ, तुम्हाला सांगतो की मी एक निगेटिव्ह पर्सन होतो आधी.
हां. बरं.
कायम नकारात्मकता म्हणजे मी के विचार केला नाही की अरे, माझ्यासोबत असंच होणार आहे आता नकारात्मक आणि तेच होणार नक्कीच. कधीच असं झालं नाही की मी विचार केला चा नाही का नकारात्मकता आणि चांगलं झालं.
हां. हो. हां.
मग नंतर माझे अ, विचार चांगले झाले. पॉझिटिव्हिटी यायला लागली. पॉझिटिव्हिटी म्हटलं की एकदम म्हणतात ना, अ चांगले विचार.
बरं. चांगले विचार. हां.
अन जेव्हा चांगले विचार असतात ना, तेव्हा आचार चांगले होतात आणि जेव्हा आचार चांगले होतात ना तेव्हा सगळ्याच गोष्टी चांगल्या व्हायला लागतात.
सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात आणि मनात अशा पॉझिटिव्हिटी असले की सगळं जगपणा तुम्हाला असं पॉझिटिव्हिटी दिसायला लागतं.
हां. हो, हो, म्हणून सकारात्मक असण्यासाठी हे ध्यान करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेणेकरून आपली विचारसरणी अ, बदलते. आणि पेशन्स येतात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सहनशीलता. आणि आजकालच्या जीवनात ती खूप महत्त्वाची आहे.
हां. सहनशीलता. आणि

आणि निसर्गाच्या सान्निध्यात केलेलं कधीही चांगलं ना, कारण माणूस हा निसर्गाशी जोडलेला आहे. आणि ते ध्यान पण अ, म्हणजे अल्टिमेटली त्याच्याशी कनेक्ट होतंय ना म्हणजे निसर्गाशी. निसर्गाशी माणूस, माणसाशी ध्यान असं, असं वाटतंय. आणि मग अ, जर समजा आता अ, माणूस असा म्हणजे प्रत्येकाचं काही मनावर, माइंडवर कंट्रोल नसतो ना प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. कोण कोण कोण असं थिरथऱ्या स्वभावाचं असतं, कोणाचं माइंड एकदम असं फ्रेश असतं कोण म्हणजे असं म्हणजे चलबिचल होत असतं माणसाच्या मनामध्ये. तर ते अगदी कंट्रोल करणं म्हणजे अ, हे सोपं आहे का म्हणजे म्हणजे सामान्य माणसासाठी सोपं आहे का हे?
हो, हो. हां, हो, हो. अ, हां. हां, हां. हो. आणि कसं आहे नाही, सोपं नाहीये. नाही, थोडा टाईम लागतो. बघा माणूस जेव्हा ध्यानात बसायला जातो ना, तेव्हा त्याला खूप विचार येतात. जसा एखादा अ, म्हणतात ना ब्रह्मचार्य आहे, त्याला नाही येणार. कारण की त्याच्याकडनं त्यांनी सगळं सोडून तो म्हणतात ना, एका त्याच एकाग्रता वाढलेली आहे. पण जो पारिवारिक आहे सांसारिक अ, ह्याच्यामध्ये लागलेला आहे कुठलाही असो तो. त्याला घरातले विचार अरे! माझ्या अ, पोरांनी असं वागलं. अरे माझी पोरगी ते करतीये. अरे माझी आई माझ्याशी वागली. अरे माझी बायको तशी वागली किंवा एखादी बाई असेल, माझ्या नवऱ्याने मला आज असं उलट उत्तर दिलं. हा माझी पोरं माझी ऐकतच नाहीये. आई अशी बोलती. म्हणजे ते विचार यायला चालू होतात सगळे कामावरती हे होतंय, ते होतंय.
हां. हां. हां. ला लागलेलं आहे, हां. हो. हो. हांइ हो, हो. आणि प्रत्येकांच्या समस्या अ, स्ट्रेस वगैरे वेगवेगळे असतात. ताण-तणाव, नैराश्य हे असतंच. म्हणजे येतच असतं.
हां, हां, हां. हो. आणि तुम्ही आहे ना खरं सांगतो, अ, एक ध्यान करतांना तुम्ही स्वतःला निसर्गाचा भाग समजा म्हणजे मी तोच आहे. सो हम म्हणजे असं तुम्ही मंत्र पण एक म्हणू शकता लघु मंत्र. सो म्हणजे काय? की तुम्ही जेव्हा श्वास घेता ना तर स्वतःला सो म्हणजे मी आणि सोडता तेव्हा हम असं म्हणतात ना की तो निसर्ग मीच आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिले तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला विचारायला लागलंय. लगेच तुम्ही श्वासांवरती लक्ष द्या. तुमचे विचार जातील. कारण की जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष देता ना तर बघा तुम्ही नॉर्मल श्वास घेत असाल एखादा व्यक्ती. हां, त्याला कळत नाही श्वास घेत असतो ना तो. पण जेव्हा त्याचं लक्ष श्वासाकडं जातं, तेव्हा ती गती वगैरे सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातात.
हं. बरं. हां. हां. हां, हं. बरं. हां. बरं. हो. हो, हो. हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच.
असं म्हणजे हां, नॉर्मल मनुष्याने बघितलं.
हां, म्हणजे अ, आ तसा अनु अनुभव प्रत्येकाने घ्यायला पाहिजे असं वाटतंय मला. अ
हो, हो. जेव्हा तो श्वासांवरती अ, कंट्रोल करायला बघतो, त्यावेळेस त्याला एक अ, विचार येणे बंद होऊन जातं. कारण की लक्ष तिथं असतं ना, जोपर्यंत एखाद्याचं लक्ष श्वासांकडे जात नाही, तोपर्यंत तो नॉर्मल श्वास घेतो. नॉर्मल गती चालू आहे, पण जेव्हा तो श्वास घ्यायला लागतो ना, ल लक्ष जातं तेव्हा तो तर अरे तो स्वतःहून श्वास घ्यायला लागतो मग शरीर नाही घेत, तो घेतो.
हां. हो, हो, हो, बरोबर. जात नाहीत. हो. हां.